आणि मग आत्ताच बघा ना.
ही तर म्हणजे खूपच महत्वाची गोष्ट आहे. हां.
हो आणि आता जर माझ्या मुलीचा विचार करायचा झाला ना, तर तिला कबड्डी हा खेळ काय असतो हेच मुळात माहीत नाही, खरं सांगायचं तर. हो, आजची पिढीच तशी आहेत. आजच्या पिढींना काय आहेत मोबाईलमध्ये जेवढे सगळे गेम आलेले आहेत अपडेटेड, ते त्यांना सगळे माहीत आहेत. ते मोबाईल
अच्छा. हां. हं. काय सल्ला द्याल मग तुम्ही अशा वेळेस त्यांना, नवी पिढीला?
नक्कीच, मी असा सल्ला मुलांपेक्षा पालकांना देईन सुरुवातीला, की आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आपण त्यांना समजावून घेतलं गेलं पाहिजे. अ, बघा माझं सांगायचं झालं. तर आपण काय करतो, की आपण ऑफिसला जातो. आपला पूर्ण वेळ ऑफिसमध्ये चालला जातो पॅरेंट्सचा, आई आणि वडील. मग मुलांना वेळ भेटतोच कधी ओ. ते संध्याकाळी स्कूलवरून येतात. आपण ऑफिसवरून घरी येतो. आपण काय सांगतो ओ मुलांना. तू तुझा होमवर्क पहिला कंप्लीट कर.
हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हो. हं. बरोबर.
मग मुलांना होमवर्क कुठला असतो स्कूलचा प्लस ट्युशनचा. हा लय मोठा क्रेझ आहे आता सध्या पुणे, मुंबईसारख्या सिटीमध्ये. ट्युशन प्लस स्क स्कूल. मग मुलांना स्कूलचा पण होमवर्क करायचा आणि अ, ट्युशनचा पण करायचा. अरे, त्या अभ्यासाच्या ओझ्याखाली मुलं एवढी दबली जातात, की म्हणजे त्यांना शारीरिक असं कुठलं श्रमच नाहीये त्यांना, सगळं बौद्धिक श्रम.
हं. हं. बरोबर. हो ना. हो. हो ना. बरोबर. अगदी बरोबर. भेटतच नाही आणि बाहेरचे खेळामध्ये त्यांना हां, तर मग तुमचं म्हणण्याचा अर्थ हे आहे का, की त्यांना असा वेगळा ठराविक वेळ त्यांच्यासाठी काढला पाहिजे, की जेणेकरून त्यांना हे असे खेळमध्ये त्यांना भाग घेता आला पाहिजे?
नक्कीच, काढलाच पाहिजे आणि ती काळाची गरज बनत चालली आहे आजच्या स्थितीला. मी समजा माझ्या मुलीसाठी आत्ता वेळ नाही काढला, तर ते कसं शक्य आहे. मला सांगा कबड्डीसारखा खेळ, मी खेळलेली तिची आई. त्या मुलीला जर कबड्डी माहीत नसेल, तर तिच्या पुढच्या पिढीला तर कबड्डी हा शब्दच पुस्तकात राहीन फक्त.
हं. हं. बरोबर.